तर तसं सांगायला गेलं तर मला असं पहिला वाटते, की मधला माणूस तर तुम्ही नाही घेतला पाहिजे.
हां. अगदी बरोबर.
कारण मग त्यांना समोरच्याला असं वाटतं, की "अरे हा काय स्वतःहून नाही येऊ शकत का माझ्याकडे माफी मागायला किंवा माझ्याशी बोलायला आणि मॅटर सॉल्व्ह करायला?"
बरोबर. बरोबर. हं. अगदी खरं आहे. <chuckles>
तर त्यांना अजून वेगळे विचार येतात आणि त्यांच्या मनात अजून राग वाढू शकतो तुमच्यासाठी. म्हणून मध्य माणूस तर नाही घेतला पाहिजे. आपण त्याला त्या वादाला थोडं टाईम द्यायला हवं. जेणेकरून आपणही शांत होऊ, समोरचा माणूसही शांत होईल, अ, दोघे पण आपला-आपला टाईम घेऊन विचार करतील, की कोणाला असं काय वाटतं आणि मग ते थोडा टाईम गेल्यावर असं वाटलं, की समो समोरचा शांत झालाय, त्याच्यानंतर त्याच्याकडे जाऊन त्याच्याशी बोलावं. आणि त्याच्याशी बोलतानाही जर आपल्याला असं माहीत असेल, की चुकी आपली आहे
हां. खरंय, खरंय. हं. बरोबर. हां. ग्रेट. आणि समोरचाही शांत होईल. बरोबर. बरोबर. हं. हं. हं. हां. हां.
तर आपण त्याची शांतपणे नीट आपले भाव त्याच्यासमोर प्रस्तुत करून माफी मागावी, की त्याला
बरोबर म्हणजे ॲटिट्यूड नसावा बोलण्यात कारण चूक आपली आहे. असंच ना? हं.
हो ॲटिट्यूड नसावा. तर त्यांना असं नाही वाटलं पाहिजे, की अरे आ नुसताच सॉरी बोलायला आलाय असच तोंड उचलून माझ्याकडे. ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जे पण शब्द वापरू माफी मागताना
बरोबर, बरोबर. <chuckles> हं. घेतली पाहिजे. हां. हां. ते सांभाळून वापरले पाहिजेत.
त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, की आपण शब्द नीट वापरतोय.
बरोबर.

तर त्याच्याने आणखी 2 वर्ष जेव्हा झाली
हं.
त्यानंतरही मला परत तेच विचार माझ्या मनात परत यावे लागले. की आपण केलं पाहिजे का हे? ह्याच्यात करून आपल्याला पुढे नोकरी भेटेल का? कारण त्या फील्डमध्ये कॉम्पिटिशन मी आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करत होतो डिप्लोमा तर
ओह! हां. बरोबर. तुम्ही कशात करत होतात? अ, डिप्लोमा म्हणजे कशात होता आणि ओके. बरं. आणि डिग्री तुम्ही बी.टेकची घेत होतात का?
हो. म्हणजे तेच बी.ई किंवा बॅचलर्स किंवा बी.टेकची डिग्रीच, करणं गरजेचं होतं कारण त्याच्याशिवाय दुसरं ऑप्शन नव्हतं. तर मग मी माझा डिप्लोमा झाला त्यानंतर परत मला तेच विचार आले. की खूप कॉम्पिटिशन आहे.
गरजेचं आहे. बरोबर. बरोबर. हां. बरोबर.
आणि नोकरी भेटेल की नाही याची काही गॅरंटीपण नाही.
हं. बरोबर.
तर तेव्हा माझा आपण सांगू शकतो की थोडा मोठा वाद झाला होता घरच्यांशी. जेव्हा डिप्लोमा झाला, रिझल्ट आला आणि मग डिग्री कॉलेज स साठी ॲडमिशन घ्यायचं होतं.
ओह! अच्छा. हं, हं. हां.
तर असं झालं होतं की
तुम्ही काय म्हणत होतात आणि घरचे काय म्हणत होते? म्हणजे कशा, कोणत्या मुद्यांवरनं नेमका वाद झाला होता?
म्हणजे, मी माझा विचार तर हो. तर माझा विचार तेच होता की मी बदलतो. म्हणजे करिअर बदलतो स्विच करतो आणि दुसरीकडे जातो. तर माझे घरचे असे सांगत होते की 3 वर्ष तू ह्याला दिले आहे. मग ते 3 वर्ष तू फुकट घालवणार का?
हं. अच्छा. ओके.

तरी पण मग माझ्या घरच्यांनी तेच मला तेच सांगितलं, की तू हे कर म्हणजे हे करच.
<chuckles> बरं.
कारण कसं आहे की जे चांगले कॉलेज होते ना ते थोडे माझ्या घरापासून लांब होते. ज्याला आपण बोलतो ना ट्रॅव्हलिंग करायला लागायची जास्ती 1-2 तासाची. तर मग मला हो त्या मोठ्या कॉलेजमध्ये भेटलं नाही आणि मग मला ज्या कॉलेजमध्ये भेटलं होतं ना ते माझ्या घराजवळच होतं. तर त्यांनी तेच सांगितलं, की बघ तुला एवढा ट्रॅव्हल करायचा त्रास वगैरे होणार नाही. तू आरामात जाऊ शकतो. स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतो आणि येऊ शकतो. तर मग तो वाद झालाच एक आणि मग माझ्या मनात एक अ, आपण सांगू शकतो खुन्नस राहिलीच होती की जबरदस्ती करायला लावले हे. तर मी हो तर घेतलं झालं ॲडमिशन आणि गेलो कॉलेजमध्ये तर असं झालं की त्या कॉलेजमध्ये मला आपण सांगू शकतो चांगले मित्र, जोडीदार भेटले. तिकडे वातावरण थोडं चांगलं होतं आणि आपण मित्रांना आपलं आयुष्यात काय आहे ते सांगतच असतो सर्व. तसंच मी त्यांना पण सांगितलं, की असं-असं आहे. "मी तर जबरदस्ती आलोय बाबा इथे करायला काय आहे ते." तर त्यांनी मला अजून जास्ती नीटपैकी समजवलं. आणि कारण त्यांना माहीत होतं. ती जी फील्ड आहे त्याबद्दल जास्ती माझ्याहून जास्ती माहीत होतं. तर त्यांनी मला सांगितलं, "की बाबा असं असं आहे, की हे बघ हा एक असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून तू बिना मागे बघून फक्त पुढे बघत चालत गेला."
हां. बरं. हां, बरोबर, बरोबर. अरे बाप रे! हां. अच्छा! हां. ओके. हां. बरोबर हं, हं. हां जबरदस्ती करतोय. हं, हं, हं. बरोबर. अरे वाह! अरे वाह! हो. <chuckles> खरं आहे. हां. हं. <chuckles> हां. <chuckles> अच्छा! हं. माहिती होती. ओके. हं. हां. हं. हां.